अरे वाह! मग मला सांगा ना की म्हणजे तुमच्या दैनंदिन कपड्यांमधून लोकांनी तुम्हाला कसं ओळखावं? हा विचार कधी आणि कसा विकसित झाला तुमच्या मनात?
आता होतं कसं ना की लोकांचा एक समज असतो म्हणजे नाही का आपण आणि मला तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगितलं अ, की जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम करत होतो ना लॉक डाउनच्या वेळेला
हां. हं, हं.
तर आपण असे गबाळेच बसायचो म्हणजे आता माहिती आहे काय करायचं दिवसभर लॅपटॉप समोरच बसायचंय तेच घरचे मळलेले कपडे घालून आपण बसायचो.
<chuckles> हो. हो, बरोबर.
आणि माझ्या शेजारी वगैरे जी लोक राहायची ना जरा वय जरा जास्त होतं त्यांचं, ते तेव्हा मला बघायचे कारण लॉकडाउन म्हटलं तरी आपण मास्क लावून खाली दूध घ्यायला वगैरे तरी जायचोच हो, म्हणजे अगदीच घरात बसायचो नाही.
हं. अच्छा. हो, थोडंसं जर बाहेर निघायचं असं.
हो, तर तेव्हा त्यांना वाटायचं अरे बापरे! ह्याची नोकरी गेली हो बहुतेक, म्हणजे बघा ना कसे कपडे कशी अवस्था झाली या माणसाची वगैरे.
<laughs> म्हणजे त्यांना वाटलं असणार की तुम्हाला डिप्रेशन झालंय असं.